हं, हं, हं.
आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं, की मुंबई बंद पाऊस आल्यावरती काय? कसं? करावं लागतं. आणि मग त त्यांनी आम्हाला अ, बायकोचे थोडे कपडे ओले झाले होते. मग चेंजला तिला दिले. मी अर्थात पण फॅमिलीवाल्या लोकांकडे गेलो हां. अ, मग आम्ही तिथे त्यांच्याकडे राहिलो. आम्ही पैसे देऊ केल्यावरती ते म्हणाले नाही, नाही असं नका तुम्ही हे करू. आता तुमच्यावर वेळ आली आहे. तर अ, हं, मग तिथनंच आम्ही दुसऱ्या दिवशी आवरून कॉलेजला गेलो आणि मग कॉलेजमध्ये आम्हाला हीच गोष्ट बऱ्याच लोकांची ऐकायला मिळाली. वेस्टर्नवरच्या सुद्धा बऱ्याच लोकांची. अहो विरारवरून पण लोकं येतात. विरार म्हणजे काय ते जवळपास म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्येच असल्यासारखं आहे.
क्या बात है! क्या बात है! सो स्वीट. हं. हो. किती छान. हं, हं. अगदीच. बरोबर, बरोबर. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही हे सांगतायत ना, अक्षरशः मला ते दिसतंय ज्या प्रकारे तुम्ही सांगताय ना. खूप छान पद्धत आहे तुमची सांगायची. अ, ओके मग पुढे काय झालं? नक्कीच मला आवडेल. मी बघतोय ते दृश्य मला दिसताहेत. तसं सांगेल मी. हं, हं.
हां. पालघर. हां नाही मला अहो नाही काय आहे, की या अ, अ, प्रसंगी अ, तुम्हाला खरंच जाणवतं, की मुंबईमध्ये माणूस घरातून जे बाहेर पडतो ना, नोकरीवर जायला तो एखाद्या सैनिकासारखा असतो. सैनिक जसा आपल्या घरच्यांचा अ, निरोप घेऊन निघतो युद्धभूमीवर. की परत कधी येऊ? नाही येऊ? काय होईल? कसं होईल? असं, आणि त्यांची मदत म्हणजे फारच चांगली होती माझा दुसरा अनुभव पण तिकडचाच आहे.
हं, हं. हं, हं. हं. <chuckles> अगदीच. अगदी. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. अच्छा.